तुला जास्त म्हणजे क्लटर कुठं वाटतो. जिथं म्हणजे आता स्वयंपाकघर असतं किंवा आपलं हॉल असतो. त्यापैकी तुला कसं काय वाटतं, की घरात या ठिकाणी खूप जास्त मला गोंधळ वाटतो?
हॉलमध्ये. <laughs> कारण माझी दोन्ही पोरं तिथेच बसतात. <chuckles> आणि भरपूर पसारा करतात. म्हणजे काय आहे ना दाराच्या आत आल्यावरती, आता आपण कसं मोठी माणसं, तर चप्पल वगैरे बूट आपण स्टँडवर ठेवतो चप्पलाच्या कॅबिनेटमध्ये ठेवून देतो स्टँडवरती व्यवस्थित. पण लहान मुलं आले ना, की त्यांना भानच नसतो, की आपण आधी चप्पल-बूट आपले दाराबाहेर काढायचे की ते वर व्यवस्थित ठेवायचे. खूप लहान असतात ना ते 5-6 वर्षाच्या मुलांना इतकं काही भान नसतं. तर मग ते इथे-तिथे टाकतात. सॉक्स काढले सोफ्यावरती फेकून दिले. एक बूट बाल्कनीमध्ये, दुसरा बूट सोफ्याच्या खाली. मग एक सॉक्स कुठे आणि कुठे. दुसरा सॉक्स डायनिंगच्या खाली. असं इथे-तिथे टाकलेले असतात वस्तू. मग मी त्यांनाच ते काढायला लावते. म्हणते, "ते बघ तुझं सॉक्स कुठे आहे. आता काढ तो आणि धुवायला टाक बाथरूममध्ये लॉन्ड्री बास्केटमध्ये नेऊन टाक." मग युनिफॉर्म काढला की युनिफॉर्म पण ते सोफ्यावरच टाकतात. गर्मी होते ना, शाळेतून आले दुपारी की खूप गरम होतं त्यांना. मग तिथेच टाकतात. हो. मग मी असं बोलले ना तर म्हणतात, "आई तू काय एवढं काम देते आम्हाला घरी आल्याबरोबर."
<laughs> <inhales> अरे बाप रे! हं, हं. बरोबर, बरोबर. हो. हे तर अगदी बरोबर आहे. अरे बाप रे! <chuckles> <chuckles> अरे बाप रे! बरोबर. हो ना. आधीच थकून आलेले असतात ते. <chuckles> <chuckles> बघ आता कसं असतं ना, आजकाल ना घरात सासू-सून यांची कटकट चालूच असते. म्हणजे ते फार वेगळ्या-वेगळ्या मताचे असतात. तर अ, तू कशी समजून घेतेस त्यांना?
हं.